हां, का बरं तुम्हाला वाटतं ही वारकरी समुदायाची लोक जी आहेत अ, एवढे विठ्ठलाचं नाव घेऊन भजन-कीर्तन वगैरे घेऊन तल्लीन होतात, म्हणजे काय नेमकं कारण आहे यामागे, तुम्हाला वाटतं?
अ, ॲक्चुअली त्यांच्या मनाला मिळणारं समाधान तिथल्या समाजामध्ये एकमेकांना जे कम्युनिकेशन होतं मीन्स अ, एका दोघां एका दुसऱ्यांचे दुःखं ते समजून घेतात, एकमेकांचे जे कष्ट असते, ते सुख असते, ते सगळे वाटून घेतात.
हां. हां.